अ, तसं तर अ, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं अ, फूड जे आहे ते खूप असं बोलतात ना आजकाल वेगवेगळ्या पद्धती आल्या आहेत की जरी, अ, साधा अ, खिचडी-भात म्हटलं तरी आजकाल जर खिचडी-भातामध्ये काय-काय वेगवेगळे पदार्थ टाकले अ, की अ, कोबी असेल म्हणा की जसे अ, फ्रेंच बीन्स म्हणा किंवा अ, थोड्या अशा भाज्या गाजर-बिजर टाकून हे केलं तर, थोडं आणि त्याच्यात सोया सॉस वगैरे टाकला तर त्याचा फ्युजन बनून फ्राईड राईस होतो जो पुलाव भाताच्या ऐवजी असं असेल किंवा नूडल्स असतील म्हणा. आता शेवया. शेवयाचाही आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने, अशा शेवयांच्या नुसती खीर आपण खातो बरोबर? पण खूप वेळेला शेवयांचा उपमा असेल म्हणा किंवा हां. बनवलंय, बनवलंय. हो, हो, हो. अगदी अ हं.
हो. अच्छा जशे? अरे वाह! हां. अरे वाह! हां, हां, हां. हो. हो. काय म्हणता, मग तुम्ही हे कधी रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला आहे का? अरे, वाह! मग घरच्यांची कशी प्रतिक्रिया? त्यांना आवडलं का हे आणि तुम्हाला पण आवडलं का?
ॲक्चुअली ना हां आम्ही नेहमी अगोदर ना शेवयांची खीर खायचो. त्याच्यानंतर ना मी अ, एकदा अशीच ही रेसिपी मला कानावर पडली होती की उ उपमाही छान बनतो शेवयांचा. जसा आपण अ, रव्याचा उपमा बनवतो तसाच सेम ना ह्याचा उपमा बनवायचा आणि तो होतोही छान. म्हणजे काहीतरी वेगळ्याच पद्धतीने म्हणजे अ, कसं माहिती आहे का उपमा आणि पुलाव भात आहे ना त्याच्यामधला अ, जो बोलतो ना अस वेगळाच पदार्थ तसा तयार होतो. हां.
हां. हां. हो. अरे वाह! खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलं. मला तर माहीत पण नव्हतं, की शेवळ्याचा आपण उपमा पण बनवू शकतो. माझ्या तोंडात तर पाणी आलंय आता. एवढं छान प्रकारे तुम्ही सगळं सांगितलं. मला खूपच आनंद भेटला आहे आज आणि तुमच्याशी परत मी नक्कीच बोलेल याची मी आशा करते. तुम्हाला खूप धन्यवाद.
हं, हं. हो. <laughs> हो, हो, हो. हं, हं, हं. हो, हो, हो.

तसं म्हटलं तर माझ्या आईच्या हातचा खिचडी भात. तो जो आहे ना हां. तो जो अ, मिळाला ना माझं मन शांत. कारण, की ते कसं आहे माहिती आहे का? प्रत्येक छोट्या-छोट्या त्या अ, आठवणी त्याच्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्या गोष्टींमुळे तर ते जे जेव्हा बनवते ना कधी मन असं म्हणजे मला कधी-कधी असं झालेलं असेल ना, "मम्मी मला आज काहीच खायची इच्छा नाही आहे हं. प्लीज मला ना आज हे हे फक्त खिचडी भात देशील का?" तर असं आपसूकच निघून जातं, की "नको, मला बाकीच इच्छाच नाही खायची, कारण माझा आज मूडच नाही आहे. मला ना आज माझ्यासोबत ही-ही घटना घडली आहे." मला ना खूप असं बोलतो ना त्रास होतोय. "तर मला ना जेवण नाही जाणार घशाखाली. तर तू ना असं काय-काय चमचमीत बनवत नको बसू किंवा मी काहीतरी अशा चांगल्या-चांगल्या रेसिपी पण नको बनवू." कारणकी मला ना ते अ, ऑलरेडी दुःख झालं किंवा मला ना खूप असं मी हळव्या मनाची म्हणतो ना तशा पद्धतीचं अ, आहे. की मला लगेच रडायला वगैरे येतं. हं.
अरे वाह! हां. हं. हो. हां. हां. हं. अगदी बरोबर. हो. हं. हां. हो. मग अशा वेळेस ना जेव्हा तुम्ही तो खिचडी भात तुम्ही तुमच्या आईबरोबर जेव्हा तुम्ही बसून खाता तेव्हा कसं वाटतं तुम्हाला?
हं. अ, हो. <laughs> तेव्हा ना अगदी मन शांत होतं आणि मग ना, ते बोलतात ना हे प्रत्येक घासासोबत अ, मन हलकं होत जातं कारण, की अ, कधी मी आईसोबत माझ्या गोष्टी शेअर म्हणजे क क करून गेली किंवा मी सगळं सांगून गेली हे मलाही कळत नाही. आणि मग ना मन म्हणजे ती जेव्हा समजवत एक-एक मला ती भरवायची अक्षरशः. खुप वेळला, की "अगं काय झालं?" मग मी सां म्हणजे तिने भरवलंय मी खाते आहे आणि मग हळू-हळू-हळू मी कधी मन हलकं करून मी शांत होऊन जाते ना मला तेच कळत नाही. हां आणि हो, हो, हो.
हां. हं. हां. हो. अरे वाह! किती छान प्रकारे तुम्ही हे सांगितलं बघा ना, की म्हणजे नुसतं कम्फर्ट फूड जे आहे ते किती एक प्रेम आणि व्यक्तीबरोबर किती जोडलेलं आहे. बघा ना आजच्या आयुष्यात आजचा जो वेळ असतो ना तो इतका जास्त म्हणजे आपण वेगवेगाने आपण असं धावत असतो आणि आपल्याला वरती जबाबदाऱ्या असतात. आपल्याला ते पूर्ण करावे लागतात. तर अशा वेळेस तुम्ही कधी कुठल्या पारंपरिक पदार्थाचा तुम्ही कधी काही असा रिमेक केला आहे का? किंवा एका प्रकारचं मॉडर्न ट्विस्ट आणि त्याचा हेल्थी व्हर्जन आपण जसं म्हणतो असं कधी तुम्ही बनवण्याचा एखादा कुठला पण पदार्थ तुम्ही असा करण्याचा प्रयत्न केला आहे का?
हं. हं. हां, ना. हं. हं, हं, हं. हां. हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं.